आम्ही पाहतोय, की आमच्या शहरामध्ये खूप नद्या आहेत आणि तलाव आहेत. तर मी नेहमी पाहतो, की भरपूर नद्या आहेत, ख खूप जुन्या झालेल्या आहेत आणि कधी-कधी वाटतं, की त्यांच्या आजूबाजूला खूप अस्वच्छता असते. अ, आणि त्या ठिकाणी नेमकं ते कसे स्वच्छ ठेवावेत? कारण की त्याच्यावरती खूप प्राणी आणि लोक पण निर्भर राहतात. तर मला असं वाटतं, की त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी करून त्यांना कसं स्वच्छ ठेवता येईल, यासाठी आपल्याला काय उपाय योजना करता येईल किंवा काय तुमच्याकडे सजेशन आहे, असं तुम्हाला वाटतं, तुम्ही सांगू शकता का काही?
हो. हो, नक्कीच. हो, नक्कीच. आता नद्या आणि तलाव याच्यावर आपण सगळं, म्हणजे निर्भर असतो. पिण्याचं पाणी म्हणा किंवा खर्चाचं पाणी आणि शेतीला पाणी वगैरे पण नद्या, तलाव किंवा सरोवर यातून आपल्याला म्हणजे पोहोचत असतं. तर थोडक्यात, याचं प्रदूषण रोखलं, रोखणं ही म्हणजे सामान्य नागरिकाची आणि सगळ्यांचीच जबाबदारी आहे, असं मला वाटतं. तर कसं प्रदूषण होतं, बेसिकली त्याचं, अ, की जे सांडपाणी असतं, घरगुती वापराचं म्हणा, कचरा असा किंवा शेतीतलं जे, म्हणजे अ, कचरा जो असतो, इकडचा तिकडचा, तर तो त्याच्यामध्ये मिक्स होतो आणि किंवा लोकं पण मग असे तलावामध्ये, नद्यांमध्ये निर्माल्य वगैरे टाकतात किंवा अ, जे गुरं, म्हशी वगैरे असतात, तर तिथे पाणी, पाणी पिण्यासाठी किंवा अंघोळीसाठी वगैरे घेऊन येतात किंवा मग हे पण होतं, म्हणजे धुनं वगैरे, धुनं धुतात, तिकडची नदीकाठची लोकं वगैरे, नदीच्या किनारी, असं धुनं वगैरे धुतात. मग ते प्लास्टिक कचरा वगैरे, निर्माल्याचा ते टाकतात. मग त्यामुळे इतकं असं नद्यांचं प्रदूषण होतं ना. मग ते प्रदूषण होतं, मग ते पिण्यायोग्य पाणी राहत नाही. मग त्यातले जीवजंतू असतात, नदीमधले, तलावामधले, तर ते सुद्धा मरतात. मग त्याच्यावर, म्हणजे प्लास्टिकमुळं पण त्यांच्यावर असा, म्हणजे अ, खूप परिणाम होतो आणि तसे जीव जे असतात, ते जिवंत राहत नाहीत. मग असे बऱ्याच उदाहरण आहेत, मासे वगैरे मेलेले, एकदम अ, तरंगत आलेत, काठावर वगैरे. असं, म्हणजे तिथल्या जीवांना पण त्रास होतो, आपल्यासकट. नदीमधले जे जीवजंतू असतात ना, त्यांना पण त्रास होतो. मग त्यावर, म म्हणजे आपली जबाबदारी आहे, की आपण कसं ते स्वच्छ ठेवू, म्हणजे त्याचं प्रदूषण कसं टाळता येईल बाबा. अ, शेतीचा जो, जे सांडपाणी किंवा कारखान्याचा जो क सांडपाणी वगैरे, जे असतं ना, ते प्रदूषण म्हणजे हां, ते त्याच्यात नदीमध्ये मिसळलं जातं, शहरी नाल्याचं वगैरे, त्यामुळे आणि मग म्हणजे प्रदूषणात इतकी वाढच हो होत चालली आहे ना, दिवसेंदिवस. मग त्याच्यामुळे ना, कसं, आरोग्यावर पण विपरीत परिणाम व्हायला लागला आहे. इंडस्ट्रीचं, कारखान्याचं जे पाणी, त्यामुळं असं, म्हणजे त्याचा पोत, पाण्याची जी क्वालिटी असते ना, ती अक्षरशः गुणवत्ता ढासळत चालली आहे, असं म्हणू शकतो आपण. म्हणजे इतकं पॉल्यूशन व्हायला लागले ते.
हं, हं. बरोबर. हो. अच्छा. हं, हं. हं, हं. अच्छा, हो. हं. बरोबर. हं, हं. बरोबर. हो, हो. बरोबर, बर. बरोबरच. हं, हं. अच्छा. हो, हो, हो. हो. बरोबर. हं, हं, मी अगदी सहमत आहे, तुम्ही जे बोललात त्याच्याशी आणि मी पण पाहतो आणि मला पण कधी-कधी काळजी वाटते, की जर नदी, नाल्या जर व्यवस्थित नसल्या तर अ, त्या ठिकाणचे जे जन-जीवन त्याच्यावरती अवलंबून आहे, ते पण नष्ट होण्याच्या मार्गावर असतं आणि आपण पाहतो, की त्याच्यामुळे भरपूर समस्या निर्माण होता. तर तुम्ही अजून अजू अजून काही सांगू शकता का, नेमकं? अजून तर आपण पाहिलं, की हे लोकं करतात आणि आज आम्ही पाहतो, की केमिकलयुक्त पण पाणी किंवा कारखान्याच्या द्वारे किंवा इंडस्ट्रियल एरियाच्या मार्फत, जे पाणी अ, सोडलं जातं, ते पण या ठिकाणी, आपण पाहतो, की नदी-नाल्यामध्ये ते सर्रास सोडता कोणाची पर्वा न करता आणि त्याच्यामुळं ते सर्वास केमिकलचे इफेक्ट होता. अ, तर तुमच्याकडे असं काही आहे का, उपाययोजना, की या कारखाने किंवा या गोष्टी, आपण कारखान्यांनी किंवा जे काही इंडस्ट्रियल एरियानी, त्याची पाण्याची व्यवस्था किंवा नदी-नाल्यामध्ये ती सोडावणे आणि स्वच्छता राखावी, यासाठी काय करता येईल? किंवा सरकार याच्यामध्ये काही इनिशिव्ह घेतंय का? तुम्हाला काय वाटतंय, नेमकं?
हां. हो. हो. हो. हां. हो, हो, भरता. हो. हो, हो. नक्कीच, म्हणजे हे कुठेतरी कंट्रोल केलं पाहिजे. म्हणजे पॉल्यूशन कंट्रोल बोर्ड असतो ना, वॉटर पॉल पॉल्यूशन कंट्रोल बोर्ड किंवा एअर पॉल्यूशन कंट्रोल बोर्ड. मग त्यांनी त्याच्यावर अ, थोडं नियंत्रण ठेवलं पाहिजे. म्हणजे त्यांचे लिमिट वगैरे त्यांना घालून दिले पाहिजे किंवा हां, तर मग अ, त्यांचे असे प्रोटोकॉल सेट केले पाहिजे, म्हणजे असतातच त्यांचे पण किती लिमिटपर्यंत तुम्ही सोडू शकता? म्हणजे एवढ्या बियॉन्ड लिमिट तुम्ही पाणी पाण्याचं कसं नियोजन केलं पाहिजे. म्हणजे त्याच्यावर बोर्ड गव्हर्मेंटनं स्थापित केलेले असतात आणि ते कंट्रोल बोर्ड त्याच्यावर म्हणजे आदेश देत असतात आणि त्यावर कंट्रोलिंग करत असतात. म्हणजे एअर पोल्यूशनचं वेगळं बोर्ड आहे, वॉटर पोल्यूशनचं बोर्ड आहे आपल्याकडे, तर असं मग अ, त्या त्या बोर्डच्या आदेशानुसार, त्याच्यावर कारवाई केली पाहिजे किंवा मग अ, असं म्हणजे नागरिकांनी पण असं आव्हान केलं पाहिजे आणि म्हणजे आ आमदाराच्या म्हणजे आमदारा थ्रू किंवा असं कोणा थ्रू असं लेटर किंवा निवेदनपत्र दिलं पाहिजे कारखान्यांना की तुमच्यामुळे एवढं-एवढं पॉल्यूशन स्तर असा वाढायला लागलाय. मग ते वा एअर पोल्यूशन असू दे किंवा नद्यांचं असू दे. मग तसं जर लेटर लिहिलं किंवा काही प्रस्ताव मांडू शकतात, ग्रव गव्हर्मेंट वगैरे. मग त्याच्यावर असं म्हणजे अ, अॅक्शन घेता येते ना. म्हणजे असे पॉल्यूट करणाऱ्या कारखान्यांवर त्यांचा स्तर वगैरे बघून. तर त्यांना काहीतरी वेगळा रेमेडीज करायला सांगू शकतात ते. मग त्यातून म्हणजे असा एक उपाय होऊ शकतो. म्हणजे ते मोठ्या प्रमाणावर पॉल्यूशन जर कंट्रोल करायचं असेल, तर असे बोर्ड स्थापित केलेले असतात किंवा असं नागरिकांमार्फत निवेदन करून प्रस्ताव मांडू शकतो. असे पण असे बरेच अ, पर्याय आहेत, म्हणजे ते रोखण्यासाठी, असं. आणि त्या इंडस्ट्रियल एरियामध्ये वगैरे असं, त्यांची काहीतरी ड्रेनेज सिस्टीम किंवा ते वेगळी अशी व्यवस्था केली पाहिजे जेणेकरून ते पाण्याचा निचरा होऊ शकतो किंवा ते पाणी जर रियूजेबल करायचं असेल, तर ते त्याच्यावर प्रोसेस वगैरे काही करता येते का बघू शकतो आपण. मग ते प्रोसेस केलेलं पाणी, म्हणजे अ, कशासाठी रियू अ, रियूज होऊ शकतं का? म्हणजे शेतीसाठी वगैरे किंवा कशासाठी. असे पण पर्याय त्यामध्ये दिसू शकतात आपल्याला.
बरोबर. हो, हो. अगदीच, अगदीच. हं, हं. हं, हं. हो. बरोबर. हो. अगदीच. अच्छा. हं, हं बरोबर. अगदी-अगदी. हं, हं. हो, हो. हो. बरोबरच. बरोबर, हं. बरोबरच. अच्छा. बरोबर. अगदी बरोबर, अगदी. मी तुमच्या या तुम्ही जे बोललात त्याच्याशी अगदी सहमत आहे. पोल्यूशन कंट्रोल बोर्डनी अ, आणि त्यांनी सर्व गोष्टीवरती नियंत्रण ठेवायला पाहिजे आणि त्यांनी त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत. अ, तुम्ही जे बोललात ते अगदी बरोबर आहे.
हो आणि माझ्या मते पोल्यूशन कंट्रोल बोर्डनी काय की पॅ पॅरामीटर सेट केलेले आहेत की अ, अमक्या-अमक्या इंडस्ट्रीसाठी किंवा कारखान्यासाठी या-या लिमिटच्यावरती त्यांचं म्हणजे पोल्यूशन गेलं नसलं पाहिजे किंवा केमिकलचा वापर केला नसला पाहिजे. म्हणजे नागरिकांच्या आरोग्यावर जर त्याचा गंभीर परिणाम जर होणार असेल, तर तिथं त्यांनी लिमिट सेट केले आहेत आणि त्यांच्यावर माझ्यामते एक्शन वगैरे घेतली पाहिजे, अशा कारखान्यांवर. हां, म्हणजे हजारडस केमिकल वगैरे येतात ना त्याच्यामधून. असं. हो, हो.
अच्छा. हं, हं. हो. हं, हं. बरोबरच. बरोबर. हो, हो, हो. अ, अन् तुम्ही पहिल्यांदा म्हंटल्याप्रमाणे, ज जे जीव पाण्यावरती अवलंबून आहे जसे मासे झालेत किंवा अ, पक्षी त्याच्या बाजू आजूबाजूला राहतात, ते झालेत आणि भरपूर आणि ते ते आम्ही पाहतो की नदी नाल्याच्या बाजूला झाडं सुद्धा राहतात आणि त्याच्याबरोबर ह्या जर केमिकल्स मुळे त्यांच्यावर ईपक्ट इफेक्ट होतो आणि तो इफेक्ट आम्हालाही जाणवतो. तर अ, तुम्ही व तुम्हाला वाटतं की नागरिक या नात्याने आपण त्याच्यासाठी काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे, ठीक आहे. या गोष्टी होत आहे. सरकार पण याच्यासाठी एक अ, कमिटी किंवा पोल्युशन कंट्रोल बोर्ड बनवलेलं आहे, जे त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम करतं. परंतु तुम्हाला असं वाटतं का आपण सुद्धा याच्यामध्ये काहीतरी अ, करावं किंवा आपण जर असं केलं तर नक्कीच त्याच्यासाठी पण मदत होईल? कारण की आपल्या प्रत्येकाच्या घरातून सुद्धा थोडं फार सांडपाणी जातंच. जसं आम्ही पाहतो हो, जसं आम्ही पाहतो गावाकडे अशी काही व्यवस्था नसते. ते सर्रास नदी किंवा नाल्यामध्ये किंवा रस्त्याने ते सो सोडलं जातं. तर त्यावेळेस गावाकडच्या विशेषरीत्या अ, काहीतरी व्यवस्था बनवाव्यात असं तुम्हाला काही वाटतं का? आणि त्या ठिकाणी तुम्ही कराव्यात अ, असं तुम्ही काही सांगू शकता की याच्याबद्दल? की ते गावाकडचं नियोजन कसं करता येईल त्या लोकांना? कारण की तिथं सरकार पाईपलाईन वगैरे जास्त काही बनवून देताना मी तरी पाहिलेलं नाहीये. गावाकडची व्यवस्था तशीच राहते शहराच्या व्यतिरिक्त.
हो. हो. हां. हो. हो. जातं जातं. हो, हो. नक्कीच, नक्कीच. पाणी सोडलं जातं. हो, हो. हो. हां, तर त्यांचं असं काहीतरी थेट पाईपलाईन किंवा काय-काय अशा योजना असतात ना, म्हणजे ते सांडपाण्याचं जे डिस्पोज करतात ते वॉटर, तसे पाईपलाईन वगैरे त्यांनी असं जमिनीतून किंवा इकडून असे काढून त्याचा म्हणजे निचरा करण्यासाठी काहीतरी असं म्हणजे योजना करायला पाहिजे आणि त्यासाठी नागरिकांनी पण आवाहन केलं पाहिजे सरकारला की अ, त्यासाठी म्हणजे काहीतरी मदत किंवा अ, निधी वगैरे तुम्ही उभारून द्या. म्हणजे असं सरकारतर्फे त्यांना आवाहन करता येतं माझ्या मते आणि पुन्हा ते गावातील लोकं जे असतात, सामान्य नागरिक म्हणा, अ, त्यांनी पण अशी जबाबदारी घेतली पाहिजे की असं प्रदूषण होणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे. म्हणजे तलावात ज्या म्हशी, गुरं वगैरे नेतात ना, त्याला कुठेतरी मज्जाव केला पाहिजे आणि त्यांच्यासाठी अशी काहीतरी खास व्यवस्था केली पाहिजे, असं मला वाटतं. गुरांसाठी असं काहीतरी अ, एक छोटंसं तळं वगैरे किंवा विहीर वगैरे, असं तुम्ही काहीतरी करू शकता. म्हणजे तिथं, म्हणजे तिथं फक्त गुरच जातील त्यांच्या म्हणजे ह्याच्यासाठी अ, म्हण म्हणजे अंघोळीसाठी किंवा स्वच्छतेसाठी ते तुम्ही वापरू शकता. म्हणजे जे पिण्याचं पाणी जे आहे अ, किंवा शेतीसाठी वगैरे तर ते स्वच्छच राहिलं पाहिजे, सरोवरं वगैरे, अशी म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात असलेली हिरवीगार अशी म्हणजे निसर्गाचा जो पालापाचोळा पडतो त्यापासून ते शुद्ध होत असतं. तर तशी काहीतरी अशी उपाययोजना केली पाहिजे. म्हणजे त्याला कुंपण घालणे म्हणा किंवा काय असतं म्हणजे तिथं फलक लावणे की "बाबा इथे-इथे नदीचा परिसर आहे, सरोवराचा आहे तर इथे कुणी अ, नागरिकांनी प्रदूषण करू नये, निर्मालय टाकू नये किंवा इथे अंघोळ करू नये, कपडे धुवू नयेत किंवा काही गुरं वगैरे आणू नयेत." असे सगळीकडे फलक करून ती रिस्ट्रिक्ट केली पाहिजे जागा, असं मला वाटतं. म्हणजे कुणीही सहजासहजी तिथे अॅक्सेस मिळणार नाही. अशा पण तुम्ही उपाययोजना करू शकता आणि कसं, नागरिकांनी आव्हान केलं कमिटी स्थापन केली तर अ, महानगरपालिकेवर ग्रामपंचायतीच्या लेव्हलवर काहीतरी प्रस्ताव निघू शकतो. मग तो प्रस्ताव पुढे अ, नगरपालिकेला देऊ शकतो किंवा काय नगरपालिकेतून कुठे आमदारामार्फत म्हणजे गव्हर्नमेंटकडे वैगरे जाऊ शकतो. तिथं सरकारकडून काहीतरी निधी अव्हेलेबल तुम्हाला होऊ शकतो आणि गावपातळीवर तुम्ही ती थेट पाईपलाईन योजना किंवा काय, सांडपाण्याचा निचरा कसा करायचा, तर त्याच्या म्हणजे योग्य प्रकारे अशा उपाययोजना करू शकतात असं मला वाटतं. आणि हे किरकोळ जे कचरा करायची पद्धत आहे ना ती आपण ती बंद केली पाहिजे. म्हणजे एका ठिक म्हणजे कचरा कुठे टाकू नये, म्हणजे कुठे जाताना अशीच म्हणजे फळांच्या साली म्हणा काही टाकू नये. म्हणजे लोकांना एक अ, डिसिप्लिन नसते बघा इथे, शिस्त नसते. मग तसं जसं फॉरेनमध्ये चालू आहे तसं इथं त्यांनी म्हणजे स शक्यतो असं वागलं पाहिजे, असं मला वाटतं. म्हणजे कुठेही काही चॉकलेटची कागद टाकायची, कपडे टाकायचे किंवा नदी दिसलं, पाणी दिसलं की तिथं हात धुवायचा, पाणी धुवायची, तोंडावर पाणी घ्यायचं, डुबक्या मारायच्या. मग हे असले प्रकार बंद केले पाहिजे मला वाटतं. म्हणजे कुठेतरी थोडाफारी खारिताऊ खारुताईचा तरी वाटा उचलला पाहिजे आपल्या लोकांनी. म्हणजे थोडंफार तरी प्रदूषण कमी होण्यास नक्कीच मदत होईल असं मला वाटतं.
हो, हो. हो. अच्छा. हो. बरोबर. हं, हं. अ अगदीच, अगदीच. हो, खूप छान! खूप छान! हो. हो. बरोबर. अगदी. अच्छा. बरोबरच. खूप छान! हो. हो. खूप छान! हो. बरोबर. बरोबर. हो. अगदी, अगदी. <chuckles> बरोबर, तुम्ही अगदी बरोबर बोललात, की म्हणजे या जर उपाययोजना जर आपण केल्या, कचऱ्याचं नी व्यवस्थित नियोजन कशाप्रकारे कुठं तो कचरा टाकण्यात यावा आणि कचऱ्याचे प्रकार आहेत. ओला कचरा, सुखा कचरा आणि तो लो लोक टाकतात. जर त्याचं व्यवस्थित नियोजन केलं आणि तलावामध्ये न सोडता किंवा नदीमध्ये न सोडता त्याचं जर नियोजन केलं, तर त्याचं खताच्या स्वरूपात आपण पुन्हा वापर करू शकतो आणि चांगल्या प्रकारे तो आपल्याला एकचं बेनिफिट होईल तुम्ही असं ब बोलता, खूप छान सुंदर सांगितलं तुम्ही आणि अजून तुम्हाला काय वाटतं? की समजा आपलं गाव आणि शहर याच्यामध्ये जर स्वच्छता असली, नद्या नाल्यामध्ये जर स्वच्छता असली तर याच्या अ, प पर्यटनाचा काही इफेक्ट होईल का याच्यावरती? किंवा लोकं आता हं, हं.
हो. हो, म्हणजे हो, हो, हो. हो. हां. हो, हो, नक्कीचं. अ, नद्या सरोवर तलाव जर तुम्ही स्वच्छ ठेवले ना, असे शिस्तीनं ठेवले की तिथे कुठलंही प्रदूषण केलं नाही किंवा जे काही जे कचऱ्याचं असतं. ते व्यवस्थापन तुम्ही घर घरच्या लेव्हलला प्रत्येक घराघरात असं केलं आणि सांडपाण्याचा जर व्यवस्थित निचरा केला ना, तर नक्कीचं हे प्रदूषण रोखायला मदत होईल आणि आपले नदी, तलाव, सरोवर वगैरे असे स्वच्छ राहतील. सुंदर असे नीटनेटके निसर्गाच्या सान्निध्यात असलेले म्हणजे एक पर्यटनस्थळ व्हायला पणं त्याचा वेळ लागणार नाही. त्याच्यात भोवती सुंदर तुम्ही बाग वगैरे बनवू शकता, लॉन करू शकता, झाडे लावू शकता की नागरिकांना फिरायसाठी वॉकिंग ट्रॅक करू शकता. मग बेंचेस वगैरे टाकू शकता. असं सु सुशोभीकरण करून कुंपा कंपाऊंड वगैरे लावून मग छोटी बाग करून ते अ, न टुरिस्ट पॉइंट तुम्ही बनवू शकता आणि अशाप्रकारे तुम्ही स्वच्छता श ठेवू शकता आणि तिथे जे तुम्ही काही कचरा कराल ना, त्यासाठी खास नियोजन कचरा कुंडी वगैरे तिथे ठेऊन ते म्हणजे प्लास्टिक म्हणा खाऊचे पदार्थ वगैरे तुम्ही त्याच्यात टाकून सहकार्य करू शकता नक्कीचं. नदी प्रदूषणाला रोखण्यासाठी.
अच्छा. हं, हं. खूप सुंदर. अरे वाह! हो. खूप सुंदर, खूप सुंदर. तुम्ही ज्या यु जे म्हटले उपाययोजना जे मांडल्यात ना, त्याच्याशी मी अगदी सहमत आहे की तुम्ही, आम्ही जर या प्रकारे केलं तर नेमकं पर्यटनासुद्धा आणि शहर सुंदर आणि गाव सुंदर दिसण्यासाठी सुद्धा खूप मदत होईल. कारण की आम्ही पाण्याला जीवन म्हणतो आणि त्या जीवनालाच आम्हाला जर व्यवस्थित जर ठेवलं तर आमचंही जीवन मानवाचं जीवन सुखी आणि समृद्ध होईल.
हं. हो. हो, म्हंटल, सुखकर होईल, समाधानी होईल. हो, नक्कीच-नक्कीच.
बरोबरच. <chuckles> तर अ, ना, तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्यात नक्कीच मला वाटतं की त्याच्यावरती अ, सगळ्यांनीच काम करायला पाहिजे आणि खूप सुंदर पद्धतीने तुम्ही मांडलं आणि आपण अ, अ, म्हणजे, की काय नेमकं केलं? तर कशा प्रकारच्या उपाययोजना केल्या तर आपल्या जीवनामध्ये आणि नदी, नाल्यामध्ये सुधार होऊ शकतो आणि त्याच्यातनं आपल्या प्रत्येकाला बेनिफिट होऊ शकतो. खूप सुंदर पद्धतीने तुम्ही या सर्व गोष्टी मांडल्यात. त्याच्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. मला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, धन्यवाद.
हं. हो. मला सुद्धा खूप छान वाटलं. धन्यवाद! खूप-खूप आभार.
हो. खूप.